आजकाल कसं झालंय सर्व काही अ, एज्युकेशन शिक्षण वगैरे ऑनलाईन झालंय. आणि आधीच्या काळामध्ये कसं पारंपरिक शिक्षणपद्धती होती. तर अ, आजच्या ऑनलाईन शिक्षणाचा नु अ, काय नेमका तुम्हाला अनुभव आला आहे चांगला सकारात्मक किंवा नकारात्मक?
नक्कीच. म्हणजे ऑनलाईन शिक्षणचा आम्हाला खूप जास्त अनुभव आहे, असं मी म्हणेन. आणि अ, सुरवातीला जेव्हा पहिल्यांदा ऑनलाईन क्लासेस सुरू झाले तेव्हा म्हणजे असं की सगळंच नवीन होतं. Zoom म्हणा Google Meet म्हणा किंवा अ, WhatsApp ग्रुप्स हे सगळं असं नवीनच होतं वेगवेगळं. आणि सुरुवातीचे काही आठवडे जे असतात, ते असे गोंधळाचे दिवस होते. म्हणजे कोणाचं नेट जात होतं आणि मग कोणाचा म्हणजे असं म्हणतात ना, की एखाद्याचं म्हणतात ना, माईक किंवा जे म्यूटवर आहेत, त्यांना समजायचंच नाही की आपण म्यूटवर आहोत आणि ते बोलताहेत म्हणजे हां. आणि अशी काही मजा चालू व्हायची अर्ध्‍यान्न्‍या वाटायचं की अरे कॅमेरा बंद काही काहींना बघा ना, असं कॅमेरा वाटायचं, की चालू आहे, पण त्यांना वाटायचं कॅमेरा बंद आहे. <chuckles> आणि ते दिसायचं की ते
हां. अच्छा. <chuckles> बोलायचा. <chuckles> अरे बापरे! <chuckles>
काय करणार आहे मग. त्यांना सांगायला लागायचं, "अरे" किंवा काहींना वाटायचं की स्पीकर बंद झालंय आणि ते बोलायचे आणि अशी सगळी गंमत म्हणजे एक म्हणतात ना की ती त्या अ, ऑनलाईन क्लासेसमुळे सगळी झाली. म्हणजे म्हणतात ना, की आपल्याला आपण कसं जेव्हा ऑफलाईन क्लासेस अ, करत होतो, तेव्हा असं समोर ती मजा-मस्ती अशी वेगळी होती आणि हे जे ऑनलाईन आले, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्सनी अशी मस्ती व्हायला लागली, की बाबा नेट नाही आहे, कोणाची लाईट गेली तर क्लास बंद अ, किंवा असं काहीही सगळं. काही असू शकतं त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या मस्ती झाल्या आणि मग तो ऑनलाईन क्लासचा जो अनुभव होता, <chuckles> तो काहीसा वेगळाच होता सगळं, असं झालं.
कधी असंही झालं आहे का की अ हं, हं. हां. बरोबर, अगदी बरोबर. <chuckles> हं. अच्छा. यामध्ये असं कधी झालंय का एखाद्याचा माईक चालू आहे. पण त्याला वाटतंय, की म्यूटवर आहे आणि साइडला काहीतरी बोलत आहे दुसरच?
<chuckles> हो. हो, हो, झालंय ना असं, खूपदा झालंय. अ, म्हणजे असं झालंय, की अ, मला सां <chuckles> सांगायला तर हसायला येते की आमचे आमचा क्लास चालू होता आणि तेच तुम्हाला मगाशी मी सांगितलं की म्यूट असताना देखील मुलं जी होती काही-काही ती बडबडत होती किंवा गप्पा मारत होती. अर्ध्यांचं असं झालं, की ते त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत होते आणि ते इथे ऐकायला येत होतं. <chuckles> तरी त्यांना माहीत नव्हतं त्यांना वाटायचं, की ते म्यूटवर आहे. <chuckles> आणि बोलतात सगळं पूर्ण म्हणतात ना, एक पूर्ण अ, क्लासमध्ये त्या अ, हास्याचं सगळं वातावरण आणि मग टीचर त्यांना बोलतात तरी त्यांना इतके ते गुंग असायचे, की त्यांना समजायचंच नाही, की ते आपल्याला बोलतात असं आणि मग त्यांना काही वेळाने त्यांना रिअलाईज व्हायचं, की अरे हे आपल्याला बोलतात. त्या त्यांचे मित्र सांगतील, "अरे, बंद कर तू ते, तू दिसतोयस इथे, जे बोलतोय ते ऐकायला येते आम्हाला," असा सगळा पर्सनल ह्याच्यामध्ये. हां. आणि अर्ध असं तरी काही
हां. हं, हं. <chuckles> अच्छा. <chuckles> अच्छा, पर्सनल ह्याच्यामध्ये मेसेज टाकत असेल, हं. हो.

आणि ऑनलाईन अ, जेव्हा होतं शिक्षण, तेव्हा तुमच्या नोट्स वगैरे किंवा गृहपाठ आपण ज्याला म्हणतो त्याचा अनुभव काय आहे नेमका? म्हणजे कसं तुम्ही त्यांना द्यायचं शिक्षकांना? ग्रहपाठ तर नक्कीच भेटत असेल नाही का?
नक्कीच, <chuckles> तर आम्ही कसं होतं, की अ, म्हणजे अ, माझं कॉ आम्हाला कॉलेजला असं होतं की आमचं एक अ, सॉफ्टवेअर होतं, मूडल नावाचं तर ॲज अ म्हणतात की अ, मी कॉम्प्युटर टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे आम्हाला जास्त कॉम्प्युटर प्रोग्राम असायचे, तर त्या प्रॅक्टिकल करावं लागायचं. तर ते आम्हाला जेव्हा आमचा प्रोग्राम रन व्हायचा, तर तेव्हा आम्हाला जो काही प्रोग्राम असेल, तो अपलोड करायला लागायचा, जी स्क्रिप्ट्स फाइल असायची, ती आम्हाला अपलोड करायला लागायची. आणि त्याचं तेव्हा ते अ, चेकिंग करायचे, आणि कसं व्हायचं, जर कोणी कोणाचा कॉपी केला असेल, तर ते तिथे दिसायचं की अ, कॉपी पर्सेंटेज आहे, म्हणजे या मुलाचं या मुलाने कॉपी केलं. ते शिक्षकांना देखील समजून जायचं. इतकं एडवान्स टेक्नॉलॉजी मला तर वाटते तेव्हा आमच्या कॉलेजला होती आणि अ, तेव्हा त्यामुळे भरपूर गोष्टी होऊन जायच्या. जसं की आम्हाला तुम्ही म्हणाला की गृहपाठ, तर आमचा गृहपाठ हा काहीसा असा व्हायचा आणि जे नोट्स अ, तुम्ही म्हणालात, तर नोट्स तर आम्हाला पी-पी-टी जे असतात, ते आम्हाला फॉरवर्ड केले जायचे आणि तेच आमच्यासाठी नोट्स होते आणि त्याच्यावरूनच आम्ही अभ्यास करायचो कारण आम्हाला वायवाला त्या गोष्टी लागायच्या <chuckles> त्याच्यामुळे हो, भरपूर आणि भरपूर वाचायला लागायचं, तेव्हा कुठे आम्ही अं, 15-20 मिनिटं बोलायला लागाय म्हणजे बोलायचो, एक अख्खं पुस्तक वाचायला लागायचं, तेव्हा कुठे जेमतेम 15 मिनिटं बोलू शकायचो. <chuckles> असं काहीचं होतं.
हं. अच्छा. हं. हां, हां, हां. होतं. अच्छा. अच्छा. लागायच्या, बरोबर. <chuckles> अच्छा. मग यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि जे ऑफलाईन आहे, दोघांचं हायब्रिड मॉडेल असं अ, चांगलं आहे, की अ, एकच कोणतंही वापरलं पाहिजे?
नाही मला तर वाटते हायब्रिड मॉडेल चांगलं आहे अ, किंवा अ, जसं की कारण का बघा ना, आपल्याला काय होतं, की आपण कॉलेजला देखील आपण गेलो पाहिजे, त्याच्यामुळे आपला म्हण म्हणता येईल की आपला अ, जो सामाजिक अ, म्हणतात ना सामाजिक जो व्यवसाय आहे किंवा आपण जे सामंजस्य आहे ते देखील आपल्याला चांगलं वाढू शकतं आप हो आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा जी ग्रोथ आहे
हं. वाढवू शकतो. बरोबर. जसं आपण म्हणतो की अ, माणूस हा सामाजिक हं. सामाजिक प्राणी आहे. म्हणजे वळत-वळत राहायला पाहिजे. हं.
व्यक्तिमत्व विकास बरोबर. जो होतो तो मला तर वाटते नक्कीच. हो आणि व्यक्तिमत्वाचा विकास आहे तो आपल्याला कॉलेजला जाऊन, कारण जी काही मूल्य असतात, ती आपल्याला ठराविक वयामध्येच येतात. जसं, कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आदर, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या कॉलेजच्या वयातच बघा ना, आपण कॉलेजला जात असताना आपण खूप गोष्टी शिकतो. जसं की आपण ट्रॅव्हलिंग करतो, अ, इतरांचा आदर, सन्मान, सत्कार, या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉलेजच्या वयातच कळतात. जसं की आपण अभ्यास तर करतच असतो, पण बाकीच्या गोष्टी किंवा बहुतेक म्हणजे गो गोष्टींचं ज्ञान असतं, की जगात काय-काय गोष्टी आपण अ, केल्या पाहिजेत आणि काय केल्या नाही पाहिजेत, ह्या देखील गोष्टी आपण कॉलेजमध्ये शिकत असतानाच आपल्याला समजतात, असं मला वाटतं.